आजकाल जो ज्याला पाहावं, तो सोशल मीडियावर असतो. सोशल मीडियावर असतो. मग कोणी स्नॅपचॅटवर आहे, कोणी इंस्टावर आहे, तर कोणी व्हॉट्सअॅपवर आहे. तुम्हाला काय वाटतं हो? आजच्या ह्या सोशल मीडियाने खरोखर आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल केलेत का?
अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच, अ, मला देखील वाटते कुठेतरी जी सोशल मीडिया आहे, याचा आपल्या आयुष्यावर, आपल्या दैनंदिन जीवनावर आणि आपल्या अ, <inhales> संपूर्ण गोष्टींवर कुठे ना कुठेतरी प्रभाव पडत आहे आणि <chuckles> माझ्या देखील आयुष्यावर किंवा माझ्या जीवनावर कुठेतरी सोशल मीडियामुळं एक अ, प्रभाव पडलेला आहे. नक्कीच आपण एकवेळेस अन्नाशिवाय, पाण्याशिवाय किंवा मग घराशिवाय राहू शकतोत पण सोशल मीडियाशिवाय राहू शकत नाही. तर अ, <chuckles> नक्कीच मला वाटतंय कुठेतरी ह्या सोशल मीडियानं किंवा मोबाईल फोननं किंवा मग इतर साऱ्या गोष्टींनं अ, कुठेतरी आपल्या जीवनावर किंवा मग दैनंदिन आयुष्यामध्ये खरंच कुठेतरी एक अ, प्रभाव टाकला आहे, असं वाटतंय मला.
बरोबर. हो ना. बरोबर. तर आता तुमचं असं तुम्ही म्हणता ना जेव्हा, की एक वेळेस आपण अन्न, पाणी, वस्त्र याशिवाय राहू शकू. परंतु जेव्हा मोबाईल हातात नाही, असा क्षण मिळणं फारच दुर्मिळ होतो. रोजच्या दिवसात जसं आपण म्हणतो ना की अलार्म वाजतो, पण तो घड्याळावर नाही. घड्याळावर नसून मोबाईलवर आहे. त्यामुळे पहिली गोष्ट हातात येते ती मोबाईल. मग नोटिफिकेशन्स बघणं, स्टोरीज बघणं ह्याच्यात तुमच्या रुटीनमध्ये काय बदल झाला ओ यामुळे? काय वाटतं तुम्हाला?
हं, हं. नक्कीच. हं, हं. नक्कीच-नक्कीच. अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच. मला वाटतं ज्या प्रकारे सोशल मीडिया आहे. मग सोशल मीडियामुळं अ, फरक म्हणजे, हे झाला की आपण आपला जो मौल्यवान वेळ आहे किंवा मग आपला अ, जो काही इतर गोष्टींना द्यायचा वेळ आहे. आपण तो संपूर्ण वेळ कुठेतरी सोशल मीडिया आणि त्याच्या अवतीभोवतीच देत आहोत. जसं की आता माझ्या जीवनाबद्दल बोलायचं झालं. तर ज्यावेळेस सोशल मीडिया किंवा मग मोबाईल हे कुठेतरी आपल्या जीवनामध्ये नव्हते. तर मी माझ्या फॅमिलीसाठी किंवा मग मित्रांसाठी किंवा मग आई-वडिलांसाठी कुठेतरी एक वेळ देत असायचो. परंतु ज्यावेळेस आपला अ, माझ्याजवळ सोशल मीडिया आला किंवा मग अ, मोबाईल फोन आले. त्यामुळे नक्कीच मला वाटतं की अ, कुठेतरी तो माझा वेळ आहे. मी कुठेतरी सोशल मीडिया आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसं की अ, व्हाट्सअप झालं किंवा चॅटिंग झालं किंवा मग इतर साऱ्या गोष्टी झाल्या. अ, ह्या गोष्टीला कुठेतरी देत आहे. <chuckles> तर नक्कीच मला वाटतय अ, हा एक खूप मोठा प्रभाव किंवा हा बदल माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये सोशल मीडियामुळे पडला आहे असं मला वाटते.
हं, हं. बरं. निरुत्तर. मग सकाळी उठल्या-उठल्या किती वेळ अंदाजे तुम्ही मोबाईलवर असता?
अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच. अ, तसे अ, सकाळी-सकाळी तर मी मोबाईल पाहत नाही. कारण अ, मला माहितीयं की ज्यावेळेस आपण झोपेतून उठल्यानंतर कमीत-कमी 1 तास मी अ, सोशल मीडिया किंवा मग मोबाईल फोनला हात लावत नाही. आणि झोपण्याच्या 1 तास अगोदर मी मोबाईल सर्व बंद करून ठेवतो. तर अ, मला वाटतं की शक्यतो मी सकाळी उठून <chuckles> लागलीच सोशल मीडियात तपासणं अ, ह्या गोष्टी शक्यतो कुठे ना कुठेतरी टाळत असतो.
अरे वाह! किती छान! सुंदर, खरंच छान. सवय आहे ही, की 1 तास तरी हात लावायचा नाही. पण मग जेव्हा कधी हात लावला जातो, तेव्हा तो सलग किती तासांपर्यंत असतो? तरी पण एक अंदाजे?
नक्कीच. अ, आता मला वाटतं की ह्या गोष्टीसाठी काही लिमिट नाही. कारण आपल्याला सोशल मीडियाचं इतकं वेड आहे ना, कारण ज्यावेळेस आपण अ, आपण एखाद्या वेळेस सोशल मीडिया पाहण्यासाठी घेतला, तर मला वाटतय किमान आपण 1 तास, <chuckles> 2 तास अ, कधी-कधी तर 3-4 तास आपण सलग अ अ सोशल मीडिया पाहत असतो. परंतु अ, मी काय केलयं की एक नियोजित वेळापत्रक बनविलं आहे. कारण अ, ऑफिसमुळं किंवा मग काही घरच्या कामानिमित्तानं अ, मला फार सोशल मीडिया पाहता येत नाही. परंतु निश्चितच मी अ, थोडा वेळ काढून एक अर्धा तास किंवा मग जास्तीत जास्त 1 तास अ, मला वाटतं की मी सोशल मीडिया पाहतो आणि ते तिथे त्याचा यूज करतो.
बरोबर. अरे वा! हं, हं, हं. किती छान! मला एक सांगा, बघा आपला हा सोशल मीडिया जसा आला आहे. त्याने आपल्या लोकांमधलं म्हणजे जे म्हणतो ना की, मी शहरात आहे माझे जे घरचे आहेत काही, ते गावी आहेत. कोणी या गावाला, कोणी त्या गावाला आहे. परंतु ह्या सोशल मीडियाच्या आशीर्वादाने आता ते सगळे एका प्लॅटफॉर्मवर असतात. आपल्याला त्यांच्याशी बोलता येतं. त्यांच्याशी संवाद साधता येतो. पण तरी असं वाटतं का? की कुठेतरी जे आपल्या जवळ आजू-बाजूला राहतायत त्या कौटुंबिक लोकांबरोबर त्या नातेवाईकांबरोबर संवाद कमी होत चाललाय?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
आह, अगदी बरोबर. अ, खरंच मला वाटतं कुठेतरी सोशल मिडियाने एकक्रांती आणली किंवा मग एक आपल्या जगाला किंवा आपल्याला एका अ, तंत्रज्ञानामध्ये पुढे नेलय. पण नक्कीच मला वाटतंय अ, कुठेतरी जे आपले नातेवाईक किंवा मग जे आपले नाते-संबंध आहेत, हे कुठेतरी नक्कीच एक कम कमी केलेले आहेत. तर मला वाटतंय अ, आपले नाते-संबंध आजकाल चांगले राहत नाहीत. मला वाटतंय की आपण सर्व गोष्टी मोबाईलवर, जर कुणाला बोलायचे असले आणि त्याचं घर अगदी <chuckles> आपल्या घराजवळ असलं तरी आपण त्याला कॉल करतो किंवा मग त्याला मोबाईलहून बोलतोत किंवा मग चॅटिंगद्वारे बोलतोत. तर मला वाटतंय त्यामुळे नक्कीच कुठेतरी जे आपले मतभेद आहेत किंवा मग जे आपले विचार आहे ह्याचं कुठे त कुठेतरी एक चांगल्या प्रकारे देवाण-घेवाण होत नाही. तर नक्कीच मला वाटतंय की ह्या गोष्टींमुळं किंवा ह्या सवयींमुळं, आपल्या नाते-संबंधावर किंवा मग आपल्या अ, परिवारावर ह्या क गोष्टीचा कुठेतरी प्रभाव पडत आहे. तर अ, नक्कीच मला वाटतं कुठेतरी सोशल मीडियाने जे आपले नातलग किंवा जे आपले नाते-संबंध अ, हे कुठेतरी दूर जात आहेत, आणि आपण <chuckles> मोबाईलच्या, अ, वेळ म्हणजे मोबाईल किंवा सोशल मीडियाचा अ, प्रभाव आपल्यावर जास्त, आपण त्या गोष्टीच्या कुठेतरी जवळ जात आहे. तर निश्चित मला वाटतं की ही गोष्ट आजकाल होत चाललेली आहे.
हो. बरोबर. बरोबर. बरोबर. मग अशा वेळेस आपण काय करायला हवं, असं तुम्हाला वाटतं? कारण बघा ना, अगदी म्हणतो ना की एकाच घरात 2 भाऊ राहता आहेत आणि एकमेकांनाच वॉट्सॲप करता आहेत.
हं, हं, हं. हं, नक्कीच.
ही जी परिस्थिती आणि सत्य आहे ही परिस्थिती किंवा एकाच घरातले 2 भाऊ, मग एकाच गेमवर खेळतायेत एकमेकांचे ओप्पोनेंट म्हणून.
हं. हं, हं.
मग तो कुठचाही कुठचाही गेम असू दे आणि हे सध्याचं जे चित्र आहे हे फार विदारक आहे. तर तुम्हाला काय वाटतं की असं काय करायला हवं? की जेणेकरून हे जे विदारक चित्र आहे ते बदलता येईल आपल्याला?
न, नक्कीच, नक्कीच. हं, हं. अ, नक्कीच, नक्कीच. मला वाटतंय कुठेतरी जे भाऊ-बहीण किंवा आई-वडील किंवा मित्र-मैत्रीण. अ, हे संबंध आजकाल सोशल मीडियाने सर्वतः तर संपुष्टात आणलेले आहेत आणि कुठेतरी आई, वडील आणि मित्र अगदी आपले सर्व काही नातेसंबंध सोशल मिडियात झाला आहे. अ, मला वाटतं की खरंच ही गोष्ट खूपच अ, अ, आपुलकीची किंवा आपल्याला न समजणारी आहे की आपण त्या सोशल मीडियाच्या वेळेस किती आपण त्याला आहारी गेलोत किंवा मग आपण त्याच्या किती त्या सोशल मीडियाला आपण बळी पडलोत. अ, नक्कीच काही-काही ठिकाणी असं होत आहे तुम्ही म्हटलात की, "भाऊ किंवा बहीण," हे अगदी जे म्हणतात ना की आपल्या जवळ जाऊन अ, एकमेकांना चांगले बोलत नाहीत किंवा मग त्यांना अ, जे काही त्यांचं संभाषण होतंय ते सर्व काही मोबाईलद्वारे होत आहे. तर निश्चितच मला वाटतं ह्या गोष्टींमुळं कुठेतरी जे आपले प्रश्न आहेत मनामधले किंवा ज्या आपल्या भावना आहेत किंवा जे आपल्या मनामधले विचार आहेत, हे आपण एकमेकांसमोर प्रकट करू शकत नाहीत. आता पहा ना, जर आपण मोबाईलवर बोललोत तर नक्कीच कुठेतरी ज्या भावना आहेत, त्या त्याला दिसू शकणार नाहीत आणि जर भावना नाही दिसल्या तर मला वाटतं त्या शब्दांमध्ये किंवा मग त्या संभाषणाला काहीच अर्थ नाही. तर निश्चितच मला वाटतंय जर आपण ह्या गोष्टी टाळल्या. आपण कमीत किमान आपल्या मित्र-मैत्रीण, आई-वडील, भाऊ-बहीण अ, ह्या ह्या व्यक्तींच्या अं, जवळ जाऊन किंवा मग त्यांना असं प्रॅक्टिकली भेटून जर त्यांच्याशी मला वाटतं आपण संवाद साधला किंवा मग त्यांच्याशी आपण चांगले बोलले तर निश्चितच मला वाटतंय की अ, ह्या गोष्टी टळतील आणि अ, जे सोशल मीडियामुळं जे आपले नातेसंबंध जे बिघडलेले आहेत, निश्चितच मला वाटतंय की ह्या गोष्टी आपण जर टाळल्या तर आपले नातेसंबंध देखील सुधारतील आणि जे आपण सोशल मीडियाचा चांगला उपयोग देखील करू शकतो त्याला.
हं, हं. बरोबर. बरोबर. बरोबर. बरोबर. हो. मोबाइलद्वारे, हं. हो ना. हो. हं, हं. बरोबर. बरं. हां. अगदी. बरोबर. अगदी बरोबर बोलला आहात तुम्ही ते, की जर मोबाईलवर रिप्लाय देण्याऐवजी तो मोबाईल बाजूला ठेवून समोरासमोर बसून बोललो, तर कदाचित मार्ग चांगले आणि सोयीस्कर निघतील असं वाटतं आणि ते तुम्ही वी अगदीच अ, स्वच्छंदपणे आणि खूप छान मांडलं, मला इथे मांडलं मला ते खूप भावलं. पण आता बघा ना, की बऱ्याच वेळेला असं होतं, कितीही प्रयत्न केला तरीही काम आहे बऱ्याच जणांची काम काम असतं, जॉब असतो तो मोबाईलवरच होत असतो.
<chuckles> नक्कीच. हं, हं. हं.
आणि मग त्यामुळे मोबाईल बंद करणं किंवा आपण म्हणतो ना की मोबाईलपासून दूर राहणं त्यांना काही जमत नाही.
हं, हं.
आणि आत्ता सध्याचं मेंदूला आपल्या अशी सवय झाली आहे ना, की एकही नोटिफि फिकेशन असं पॉपअप झालं की ऑटोमॅटिकली आपला हात बाजूला ठेवलेला जरी असला मोबाईल, तरी त्याच्याकडे जातो. तो हातात हातातून डोळ्यासमोर कधी येतो, आपल्याला तेही कळत नाही. आणि आपण पुन्हा त्या विश्वात रममान होतो. मग अशा वेळेस हे आपण कसं काय करावं? की जेणेकरून
हं, हं. हं. नक्कीच, नक्कीच. हं. नक्कीच, नक्कीच.
अ, ह्या सवयीपासून बाहेर निघू शकू? म्हणजे काय करायला हवं? आणि ही सवय झाली आता, ही सवय आहे आपल्याला. मग ह्या सवयीवर काय तोडगा सांगाल तुम्ही? की ही सवय मोडायसाठी काय करावं करायला हवं?
अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. हो, हो. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, मला तर वाटतंय की, अ, कसं असतंय पहा की ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीची म्हणतात ना की आपल्याला सवय लवकर लागते. परंतु चांगल्या गोष्टीची जर आपल्याला सवय लावायची, तर निश्चितच त्या गोष्टीसाठी आपल्याला थोडा फार वेळ लागतोच. तर मला वाटतंय की ज्याप्रकारे आपण अ, मोबाईल किंवा सोशल मीडिया ह्या गोष्टींना पटकन ॲक्सेप्ट केलं आणि स्वीकार केला त्या गोष्टींचा. आणि त्यामध्ये आपण अ, आज इतके वेडे झालोत की आपण आपले जे नातेसंबंध किंवा मग जे आपल्या आपुलकीच्या भेटी किंवा मग आपलं आपलं एकमेकाला जाऊन भेटणे किंवा मग विचारपूस करणे. ह्या गोष्टी अगदी बंदच झालेल्या आहेत. तर अ, निश्चितच मला वाटतंय की, अ, आपल्याला जर ती आपण ही गोष्ट अ, एकदम अ, मी म्हणत नाही की बंद करायला पाहिजे. अ, परंतु निश्चित मला वाटतं की ह्या गोष्टीसाठी आपण एक ठराविक वेळ दिला पाहिजे की आपण आपल्या फॅमिलीला आज इतका वेळ देणार, आपण सोशल मीडियासाठी एवढा वेळ देणार, आपण मित्रांसाठी एवढा वेळ देणार. तर अ, निश्चितच मला वाटतं जर आपण नियोजित वेळापत्रक ठरविले. आपण नियोजित अ, गोष्टी केल्या, तर अ, मला वाटतं की जो सोशल मीडियाचा जो अतिवापर आहे ते कुठेतरी कमी होईल. आणि जो आपला त्याला जो वेळ देणार आहोत. तो वेळ आपण कुठेतरी अ, नातेवाईकां किंवा परिवारांसाठी किंवा मग मित्रमंडळींसाठी देऊ शकतो. तर निश्चितच मला वाटतं की ह्यावर अ, एकच उपाय आहे की आपण एक अ, नियोजित अ, वेळापत्रक केलं पाहिजे. आणि त्या वेळापत्रकाला आपण अ, कुठेतरी फॉलो केलं तर मला वाटतंय निश्चितच ह्या गोष्टी कुठेतरी टळू शकतील. आणि आपण अ, सोशल मीडियाला फार बळी पडणार नाहीत, आणि त्याचा कुठेतरी आपण एक सदुपयोग करूत, असं मला वाटतंय.
बरो बरं. हं. बरोबर. हं, हं. किंवा देऊ शकतो. बरं. हं. बरोबर, खरंच, अगदीच खूप अ, सुटसुटीत असे उपाय आहेत हे आणि जर प्रत्येकाने जर ते अंगी बाणवले तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. पण आता बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं, की हा सोशल मीडिया आपल्या एवढा जवळचा झालाय आहे की आपल्याला काहीही, काहीही माहिती आहे तर चला आपण चेक करूया, मीडियावर चेक करूया, सोशल मीडि लगेच मोबाईल हातात घेतला जातो आणि बऱ्याच वेळेला ह्याच्यातून चुकीची माहिती येते. किंवा बऱ्याच वेळेला आपण बघतो की एखाद्या पोस्टवर एखाद्या अ, माणसाला किंवा एखाद्या व्यक्तीला आपण ट्रोल करत जातो, की ही गोष्ट वाईट आहे, हे वाईट आहे, हे असं नाही पाहिजे, तसं पाहिजे आणि ह्यामध्ये प्रायव्हसी हा जो प्रकार आहे तो तर माझ्या मते पूर्णतः विलुप्त पावलेला आहे. कारण आज तुम्ही टाकला एक फोटो टाकलात की तो फोटो अख्ख्या मीडिया भर पसरतो.
हं. हं. हं. <chuckles> नक्कीच. हं, हं, हं. नक्कीच.
कितीही प्रयत्न केला तरी तो काही डिलीट होऊ शकत नाही. तात्पुरता एखाद्या वॉलवरून निघेल पण तो कुठेतरी मेमरीच्या रूपाने तो कुठे ना कुठेतरी स्टोअर्ड होतो. मग अशा जगामध्ये
हं, हं. हं.
ही ट्रोलिंग, ही चुकीची माहिती यापासून ज्या अडचणी येतात, त्यातून आपण काय शिकतो असं तुम्हाला वाटतं?
अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच. अ, तुम्ही एक अ, म फार बोललात सुंदर कारण अ, कसं असते, की जी प्रायव्हसी असते खूप आपल्यासाठी महत्त्वाची असती. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. पहा, जर एखादं जर चॉकलेट असेल, जे चॉकलेट जवळ त्या रॅपरमध्ये आहे किंवा मग त्या अ, कॅरीबॅगमध्ये आहे तोपर्यंत त्या चॉकलेटला मुंग्या म्हणा किंवा मग अ, मुंगळे म्हणा अशा गोष्टीला लागत नाहीत. परंतु जर आपण चॉकलेट रॅपरच्या बाहेर काढलं आणि आपण जमिनीवर ठेवलं तर त्याला काही सेकंदात किंवा काही मिनिटात अ, त्या गोष्टीला मुंग्या किंवा मग मुंगळे लागता. तर मला वाटतं सेम त्याचप्रकारे आपली प्रायव्हसी आहे. आपण आपल्या प्रायव्हसीला ज्याप्रकारे जितकं सोशल मीडियावर आणणार नाहीत, इतरांना दाखवणार नाहीत. तर आम्हाला वाटतं की तेवढं आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो, आणि जर आपण आपली जी प्रायव्हेसी, किंवा मग जे आपल्या अ, इतर साऱ्या गोष्टी आपण सोशल मीडियावर टाकू लागलोत, किंवा मग लोकांना दाखवण्यासाठी, तर निश्चित मला वाटतं की अ, सायबर सिक्युरिटीसारखे गुन्हे किंवा मग चोर ह्यांना कुठेतरी एक खुलं आमंत्रण मिळेल. तर निश्चित मला वाटतं की सोशल मीडियामुळे अ, ह्या गोष्टी, आपण अ, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा ज्या गोष्टींमुळे अ, जनजागृती होईल त्या गोष्टींचा चार चौघांना फायदा होईल, तेव्हा मग चार-चौघा लोकांना काही अ, नवीन माहिती मिळेल. तर निश्चित मला वाटतं की अशाच गोष्टी आपण सोशल मीडियावर टाकायला पाहिजेत, आणि मला वाटतं जेवढी आपण प्रायव्हसी, अ, प्रायव्हेट म्हणून ठेवली तर निश्चितच आपल्याला सोशल मीडियाचा कुठेतरी चांगला फायदा मिळेल आणि नुकसान कमी होतील.
बरं. बरोबर. पटकन मुंग्या लागतात. अगदी बरोबर. बरोबर. अगदी. खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याशी ह्या विषयावर बोलून आणि तुमचं याबाबतचं मत जाणून आणि जे काही सुटसुटीत उपाय तुम्ही सांगितले आहेत, ते जर एखाद्याने अंगी बाणवले तर नक्कीच काही अपायांपासून स्वतःला तो दूर ठेवू शकेल. खूप सुंदरपणे मी आजचा विषय हाताळला आहे माझ्याबरोबर, त्यामुळे मला खूप आनंद झाला. खूप-खूप धन्यवाद, तुम्ही दिलेल्या ह्या वेळेबद्दल.
हं, हं नक्की. <chuckles> नक्कीच. <chuckles> नक्कीच-नक्कीच मला मला देखील खरंच आपल्याशी बोलून खूप छान वाटल. चालेल भेटूया आपण.
नक्की, पुन्हा कधीतरी भेटू असं विषयावर गप्पा मारायला. धन्यवाद.
ठी-ठीक. धन्यवाद. धन्यवाद.